तो जो डोसा असतो. त्याला त्यांच्या इथे पेपर डोसा म्हणतात, म्हणजे पेपर सारखा थीन.
हां, हां. पेपरसारखा असतो, असा पातळ असतो. ओके-ओके. हां, हां.
हां. तर आपल्याला तो खायचा असेल तर पेपर डोसा, पेपर मसाला डोसा, पेपर मैसूर मसाला डोसा, म्हणजे त्याला चटणी लावतात आतून. म्हैसूर म्हणजे हां.
हो, हो, हो. म्हैसूरला ओके. बरोबर-बरोबर. हो.
तर त्याला पेपर डोसा असं म्हणतात. आणि अ, तो पातळ असतो. आणि ज्याला आपल्याकडे उत्तप्पा म्हणतात. तसा त्यांच्याकडे डोसा असतो. <chuckles> आणि हो एकदा आम्ही सगळे ऑफिसमधले लोक होतो आणि मी त्यांना जरा डोसा द्या म्हंटलं. तर माझा मॅनेजर अ, एरवी शांत असतो. तो ओरडलाच माझ्यावरती.
अच्छा. अच्छा. हां. बरं, बरं, बरं. हं. हां. हां. हां, हां. हां.
हं मग तो ही चेन्नईचा आहे बरं का. <chuckles> पण, आता तो 20-25 वर्ष बंगलोरमध्ये आहे.
हां. बरं-बरं. हां. ओके ओके. हां.
तर तो मला म्हणाला. अ, त "काय हे महाराष्ट्रीयन असल्यासारखा अ, डोसा असं म्हणतोस? डोसई असं म्हणावं. <chuckles> आणि 2-3 वर्ष झाली ना, तुला बंगलोरला येऊन? मग आता उच्चार चांगले कर की." <chuckles> हं. अ, पण मलाही आवडलं. हां.
हां. हां, हां, हां. डोसई. <laughs> बरं-बरं. वाह! वाह! वाह! वाह! क्या बात है! हं, हं. हं, हं, हं, हं. ओके, ओके, ओके. वाह! वाह! अ, आणखी मला एक अ, विचारावंस वाटतं यामध्ये की सपोज जर आता माझ्यासारखी व्यक्ती आहे जी कधी बंगलोरला गेली नाही, कर्नाटकात गेली नाही, तर अ, त्याला तुम्ही क काय म्हणजे अ, सूचना कराल की तिकडे जाल तर ह्या याची-याची काळजी घ्या. असे कुठले पॉईंट्स असतील. एक 2-3 पॉइंट्स सांगा ना प्लीज?
पहिली गोष्ट. अ, तुम्ही जर का विमानाने गेला
हं, हं.
हां. तर विमानातून बाहेर आल्या-आल्या समोर तुम्हाला. अ, एअरपोर्ट टॅक्सी दिसेल
ओके.
ती घ्यायची नाही. ती घेतली. तर ₹2500 पडतील तुम्हाला एअरपोर्टहून पोहचायला. ते अ, परदेशी लोकांनी डॉलरमध्ये पैसे मिळतात त्यांनी करावं.
बरं. अच्छा. अ, हो. बापरे! अच्छा, हां. पैसे मिळतात. ओके, ओके, ओके.
त्याच्या ऐवजी बाहेर जायचं, ते लोकच चला-चला म्हणत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि अशी खुणा असतात. इकडे जा म्हणून Ola, Uber. तर ते Ola, Uber तर ते तिथे गेलत. तर ₹600मध्ये तुम्हाला Ola, Uberवाला अ, हे करू अ, तुम त्याच ठिकाणी पाठवतो 600
हां, हां. हां, हां. हं, हं, हं. ओके. हां. अ, इच्छित स्थळी पोहचून देईल. बरं. बरं, बरं. ओके.

अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे आले. <chuckles> एक पहिला अनुभव. अ, नोकरी स्थिर होईपर्यंत मी एक अ
हां.
अ, काय म्हणतात त्याला अ, अ, अ, नाही-नाही हां पी पीजी सारखं होतं जिथे, अ, सर्व्हिस अपार्टमेंट हां, तो शब्द आहे. <chuckles>
डॉर्मिटरीसारखं काही का पेंइंग गेस्ट? पीजीसारखे होते. ओके. सर्व्हिस अपार्टमेंट. ओके, ओके, ओके. हां, हां, हां.
म्हणजे सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जायची ती अ, अ, दिवसातनं एकदा सगळं टॉयलेट वगैरे सगळं स्वच्छ करणार पुसून अ, चादरी बदलणार वगैरे, वगैरे, वगैरे सगळं. मला काय करायचंय फक्त मी कपडे घेऊन गेलो. काम करायचं घरी येऊन अ, हां, जेवण सुद्धा तिथे मिळायचं, तिथेच राहायचं.
हां, हां, हां, हां. अ, व स्वच्छ करणं, हां. हं, हं. हं, हं, हं, हं, हां. हां. घरी येऊन. आराम करायचा. मिळायचं ओके. ओके.
पण खूप महाग होतं. म्हणजे
हं, हं. हो, हो का?
हां, ₹18,000 महिना होतं. आणि अगदी छोटीशी अशी खोली होती.
बरं. ओ हो. हां, हां, हां.
अ, म्हणजे त्यांचा बंगला होता. त्यांनी बंगल्याच्यावरती अशा 8 खोल्या केल्या होत्या. एकाच मजल्यात. छोट्या, छोट्या, छोट्या. हं. हं, म्हणजे बेडवरून हात लांब केला की अ, बेडरूमचा दरवाजा. आणि डावीकडे हात लांब केला की बाहेरचा दरवाजा. <chuckles> हं, समोर टीव्ही. आणि
अच्छा. बरं, बरं. हां, हां, हां. बेडरूमचा दरवाजा. बरं. अच्छा. हां. अच्छा. म्हणजे जवळ-जवळ 10*10 10*12 ची रूम असेल कदाचित.
अगदी. हां, फक्त टॉयलेट आतमध्ये इन्क्लुडेड होती. हं गरम पाणी, बास बाकी कुठली अशी मोठी फॅसिलिटी काही नव्हती. हां, हां.
हां, हां. ओके, ओके. इन्क्लूडये तो. अच्छा. हां. बरं. तसे ते. ओके. पण, ते तसं ब बंगलोर हे महागडं शहर का मग? त्या हिशोबाने आपल्या
नाही, मी गेलो. पहिलं काय होतं नोकरीत स्थिर होणं महत्त्वाचं होतं.
हां, हां. हां, हां, हां, हां.

हो, हो, हो. खूप अडचण होते. म्हणजे अ, चलन किंवा नाणी वगैरे समजतात त्यांना, पण बाकीचं नाही फारसं समजत. मग बरचसं खाणाखुणा वगैरे असं आणि मी मीही थोडेसे शब्द शिकून घेतले अ, कांनडीतले. हां, हां. म्हणजे हं. इडली सांबार सकाळी आपण खायला घेतो, तर ते अं, अ, एकत्र देतात. तर मी अशी खूण करायचो, की हाताने की नाही एकत्र सांबार त्याच्यात टाकून असं हं. तर त्यांना ते कळायचं, कारण नाहीतर काही लोकं त्यांना हवं असतं आणि इडली वेगळी, सांबार वेगळा. हं, हं. आ आणि मग ते अ, थोडंसं खाल्ल्यावर कसं होतं ते सांबार, इडली पिते. मग कमी होतं. मला सांबार जरा जास्त लागतं. तर मग मी ती ताटली पुढं करायचो तर तो असा बघायचा तर अ, सांबार स्वल्प <chuckles> असं म्हणायचो मी. स्वल्प म्हणजे थोडं हं, हं.
हां, हां. बरं. हो, हो, हो. अच्छा! बरं. हो का? अरे वाह! हां. हं, हं हां, हां. हां, हां. हां. वेगवेगळा. हां. एकत्र. अच्छा, अच्छा, अच्छा. हो, हो. हां. हो. इडली वेगळी, सांबार वेगळा अच्छा. हां. हां, हां, हां. बरोबर. बरोबर, बरोबर. हां, हां. हां, हां. बरोबर. अच्छा. बरं, बरं. वाह! वाह! स्वल्प हां, हां.
आता संस्कृत शब्द आहे स्वल्प, पण अ, कानडीतसुद्धा स्वल्पच म्हणतात. तर अ, तो मग त्याच्यात अ, म्हणायचा किंवा अ, एडजस्ट माडी म्हणजे अ, शेअर रिक्षातून जात असताना जरा सरकून बसा म्हणायचं असेल तर एडजस्ट माडी म्हणायचं. एडजस्ट माडी म्हणजे थोडं एडजस्ट करा. <laughs>
अच्छा, हां. बरं. हं, हं. हां. एडजस्ट. अच्छा. एडजस्ट माडी बरं. एडजस्ट करावा थोडंस, अच्छा. अरे वाह! वाह! वाह! वाह! क्या बात है! क्या बात है!
हां. <chuckles> अ, असे थोडे-थोडे शब्द अ, ते कळतात ऐकून-ऐकून कानावर पडून.
हां, हां. अ, मग, तिकडच्या तर खाणपानाबद्दल बोललात तुम्ही. तर मग आपल्या इथे जेव्हा आपण महाराष्ट्रात राहतो साधारण आपण भाकर, चपाती, पोळी अ, असं खाणं आपलं असतं. मी असं ऐकलंय की त्या प्रदेशांमध्ये म्हणजे साउथ इंडियामध्ये जस-जसं आपण जायला लागतो, तिकडे भाताचं प्रमाण अ, खाण्याचं प्रमाण जास्त आहे. तर मग तसे अनुभवा आला काहीतरी भात आणि चपाती वगैरे मधलं असं काही?
तर तसं <laughs> हं. अहो, तुम्ही अनुभव घ्यायला पाहिजे. मग सांगतो तुम्हाला. आप <chuckles> आपल्याकडे कसं असतं, की अ, भात हा पहिल्यांदा वरण-भात किंवा शेवटी दही-भात. ह्याच्या पलीकडे दही हां. अ, भाताचं काही आपल्याकडे हं. स्तोम नाही आहे. त्यांच्याकडे विशेषतः चेन्नईमध्ये वगैरे त्यांचं म्हणजे उजवीकडे-डावीकडे, मध्ये, शेवटी, पहिला, सगळा भात. पहिलं सांबार भात मग रसम भात मग अ, अ, कुठला तो डाळ असलेला लेमन राईस हं म्हणजे आणि शेवटी दही-भात.
हो, मी जाणारच आहे लवकरच. <chuckles> अ, हं. हां. हो. दही-भात, बरोबर. हां. हां, हां. हां, हां. <laughs> अच्छा. बरं बरं बरं. अच्छा. हां, हां. बरं, बरं, बरं.